हां, तर कसं झालेलं, मी लावलेली हळद, ओली हळद असते ना ती. तर अ, म्हणजे पहिल्यांदा मी लावून लावलेला. तो आणि अमरकंद. अमरकंदाचे फायदे भरपूर आहेत, प्रचंड आहेत. तर तो मी लावलेला.
हं, हं. अरे यार नाही, तुम्ही आता जो आमरकंद म्हटलात ह्याबद्दल जरा माहिती सांगा ना, हे काय असतंय, कारण हे झाड आमच्या इकडे पाहायला मिळत नाही किंवा मग ऐकण्यात देखील नाही.
अच्छा, अमरकंद म्हणजे कसं आहे, हे ना, आपण बोलतो निसर्गाने ना, आपल्याला काय-काय अशी फळं दिलेली आहेत ना, की जी आपल्याला माहीत नाहीयेत. पण ती निसर्गामध्ये आहेत आणि आपण त्याचा उपयोग करून घ्यायचे असं. जुनी माणसं आजारी पडायची काय दवाखान्यात जायचीच नाही. ते त्यांना कंद असे ते माहीत असायचे. तर हे ना, असे भरपूर आयुर्वेदिक झाडं आम्हाला माहिती आहेत. म्हणजे माझ्या आजोबांना, आजीला खूप नॉ ज्ञान याचं भरपूर प्रचंड. तर त्यांनी मला शिकवलंय.
हं. हो, हो. अगदी बरोबर. हं, हं. अरे वाह! अ, त्यामध्ये काय असे फुलं किंवा मग अशी फळं काय लागतात, का फक्त तो पानांचा झाड करून आहे? हं.
नाही, नाही, नाही. तुम्ही ते कांद्याची पात माहितीये ना, कशी असते?
अच्छा, अच्छा. हं, हं, हं.
तसं असतं, फक्त खाली ना, असं अ, कसं सांगू तुम्हाला? बटाटा कसा असतो, त्याच्यापेक्षा छोटूसं असतं. आपल्या अंगठ्याएवढंच फळ येते जमिनीतून हां, आणि ते ना हां, कंदमूळसारखं पण कंदमूळ नाही. छान असतं ते. तर फरक एवढाच आहे ना, की कुठे पण येत नाही. जिथे सतत पाणी वाहतं ना, म्हणजे सतत नदी, धबधबा, तिथेच ते येतं फक्त तो कंद, बाकी कुठेच येणार नाही. तर आमची इकडे खाडी जवळ आहे ना.
अच्छा, हां, हां, हां. अच्छा एक म्हणजे कंदमूळ असतंय का ते? अच्छा. हं. अच्छा त्यासाठी काय असा म्हणजे विशेष अ, ऋतू लागतो का? जसं की पावसाळा हिवाळा असं काही?

नाही, नाही. खरंच खूप सुंदर आपण सांगितलं, की तुम्हाला एक त्या झाडाला फुलं येणं, त्याचा सुगंध येणं. खरंच, एक ऋतूमध्ये म्हणतात ना, की हे काही ऋतू आहेत. ह्यामध्ये कुठेतरी झाडाला ज्या काही गोष्टींची गरज असते, त्या गोष्टी त्यांना मिळतात. तर नक्कीच कुठेतरी मग झाड हे नवीनपणे जिवंत होऊ लागतं. त्याला नवीन पालवी फुटते, नवीन फुलं फुटतेत, नवीन फळं फुटतेत. खरंच, ही खूप एक निसर्गाची कमाल आहे, आणि देवाची आपल्याला देण आहे. नक्कीच. परंतु कसं असतंय ना, की प्रत्येक ऋतूमध्ये अ, प्रत्येक विशेष झाडाला महत्त्व असतं. तर अ, तुमच्या तिथे समजा असे अ, हिवाळ्याला कोणत्या झाडाला बदल दिस तो, उन्हाळ्याला कोणत्या दिसतो, आणि पावसाळ्याला कोणत्या देतो. असं काही तुमच्या निरीक्षणात आलंय का, कधी की हे झाड अ, ह्याच महिन्यात चांगलं येणार, किंवा ह्याच अ, ऋतूमध्ये ते वाढणार. असं काही तुमचा अनुभव?
हं. हं. हो ना. हं. हां. हं, हं. हां, हां. हो, तेच ते तेच सांगते तुम्हाला, की गवती चहा ना, आधी खूप येत होता, आणि मध्यंतरी ना, पूर्ण बंदच झालं. तर पप्पांना ह्याच्यानं म्हटलं, "असं का झालं?" तर अ, पप्पा बोलतात, की कसं आहे, त्याचा सीझन नाहीये, त्याचा मोहर गेलाय. मग आता त्याचा मोहर आलाय ना, हां. मग तो 5 फूट वाढलाय. परत टोमॅटोचं झाड पण लावलेलं, ते पण गेलं. पप्पा बोलतात, ते टोमॅटो कसं, फक्त पावसाळ्यात जास्त करून फळभाजी आहे ना ती, मग तिला पाणी खूप लागतं. हां, मग ते काय झालं, पावसाळा जेव्हा होता ना, तेव्हा टोमॅटो पण मोठे, मोठे लाल आणि मस्त. आता पावसाळा गेला, तर टोमॅटो पण असे अधून-मधून असं. आणि परत शिमला मिर्च, शिमला मिर्च हिरवी तुम्हाला दिसणारच नाही, पण हिवाळ्यात तुमची शिमला मिर्च बघाल ना, मस्त.
अरे! हं, हं. अरे हो, मग ते बरोबर आहे. हं. <chuckles> नक्कीच. हं, हं. अच्छा, <chuckles> म्हणजे देखील तुम्ही शिमला मिर्च देखील कुठेतरी लावतात का?
हो, सगळ आहे वांगी, शिमला मिर्च, शिरोळी, भुसाळी, ज्वारी, बाजरी मका. <chuckles>
अरे बापरे! <chuckles> नाही, नाही नक्कीच, खूप सुंदर हां.
शेतकरी आहे पूर्ण आम्ही हं, हं.